हो, म्हणजे माझं कसं झालं, मी आधी असं समजत होती की जवळीक म्हणजेच कायम सोबत असणं, पण अ, म्हणजे मी एका रिलेशनशिपमध्ये गेले, एका नात्यात गेले ना, तेव्हा मला जाणवलं, की दोघांना स्वतःचं आयुष्य आहे, स्वतःचे छंद आहेत, स्वतःचे मित्र आहे. ही वेगळी गोष्ट म्हणजे अ, म्हणता येईल की ही वेगळी गोष्ट आहे, की सोबत आहे कायम सोबत राहणं, पण त्यापलीकडे त्याचंही वेगळं जग आहे ना, म्हणजे स्वतःचं असं की ही सगळी गोष्ट म्हणजे आपल्याला छंद हवं, मित्र हवं, आयुष्य आपापलं आपल्या पद्धतीने हवं असतं. तर ह्या गोष्टी हव्याच असतात, मग मी म्हणजे जेव्हा त्या नात्यात गुंतली होती ना, अ, मग तेव्हा माझे छंद माझी म्हणजे मैत्रीण मै अ मैत्री जी काही होती, माझं व्यक्तिमत्त्व सगळं बाजूला पडत होतं, म्हणजे मी एवढी गुंतल्यासारखी होती आणि त्याचा परिणाम झाला, की मी स्वतःच दूर झाली मग, असं म्हणता येईल त्या व्यक्तीपासून. अं, म्हणजे मलाच जाणवलं, की मी हे सगळं सोडत चालली आहे, मग म्हणून मग मी वेळ द्यायला बघितलं की "अरे नाही, मी माझं माझी म्हणजे मैत्रीण वगैरे यांना वेळ देत नाहीये, ते म्हणजे मागं माझ्याहून सुटतायेत, दुरावतायेत." मग अशा वेळी मला तेव्हा पहिल्यांदा असं समजलं, की स्वातंत्र्य हे अंतर नाहीये, ते नात्याला श्वास देणारी जागा आहे. म्हणजे सोबत राहून पण जर आपण एकमेकांना जर ती अ, जागा करून दिली ना, म्हणतो ना वेळ देऊन दिला त्या बाबतीत, तर अ, ते एक व वेगळ्या प्रकारचं नातं जपलं जातं. त्याच्यात समतोल पण राखतो म्हणजे दोन्ही सोबतही आहे आणि त्याचं स्वतःचं जगही तो व्यवस्थित जगू शकतो. हो.
हं. हं, हं. हां. बरोबर, हं, हं. बरोबर, अगदी बरोबर. हं, हं. हं. हां. <chuckles> बरोबर हं, हं. बरोबर. हं. मग ते हं, हं. बरोबर. हं, हं. हं. बरोबर, हं, हं. जगत आहे. बरोबर, बरोबर आणि असं होतं ना, की म्हणजे अ, आपण म्हणजे रिलेशनशिपमध्ये आहो आणि अ, म्हणजे प्रेम म्हणजे काय असं आपण एकमेकांना म्हणजे मा मत थोपवणं वगैरे अशा प्रकारची जेव्हा सिच्युएशन होते, तेव्हा अशा परिस्थितीतून म्हणजे आपण बाहेर कसं यायला हवं बा?
हो. हां.